हो, आता असं वाटतं, की मी अनेक भाषांतरकार तयार केले. आतापर्यंत मी जवळपास 150-200 भाषांतरकारांना तयार केलंय ट्रेनिंग दिलंय. तर मला असं वाटतं, की आपल्याला जे जमतं ना ते पूर्ण न भीती धरता करायचं आहे. म्हणजे लाजायचंच नाही, होईल तर काय होईल? असं. भीती जरी आली तरी ते काम करायचं, आता गायन असेल, काय असेल, मग हळू-हळू ते स्किल आपलं डेव्हलप होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे मला हे करत राहायचं आणि मग त्यामध्ये पुढे-पुढे जातो.
अच्छा. हं, हं. अच्छा. अच्छा. तर म्हणजे ह्याच्यामध्ये पण भरपूर तुमच्या जीवनामध्ये ही संधी भेटल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भरपूर चढ-उतार आले असतील किंवा काही-काही प्रॉब्लेम्स पण आले असतील. जसं अमेरिकेला जाताना किंवा या ठिकाणी आहे. तर मग असे काही अ, तुमच्या जीवनातले चढ-उतार तुमच्या ह्या अ, तुम्हाला हे जे यश भेटलं, ही संधी भेटली त्याच्यानंतरच, त्याच्याविषयी काही सांगू शकता का?
हां. हं. हं. म्हणजे आता भाषांतरामध्ये काय झालं की जसं मी स्टेजवर भाषांतर करायचो ते मला खूप आवडतं, लोकांशी बोलणं स्टेजवरून 100 लोकं, 150 लोकं, 1,000 लोकं, 10,000 लोकं मग तर 2 लाख लोकांपर्यंत मी भाषांतर केलं आहे ऑडियन्समध्ये ओपन स्टेजवर. हां, दोन लाख. मग काय झालं, हे करता-करता मला पुस्तकांचं भाषांतर करायला की तुम्ही आम जो वक्ता आहे तोच म्हणायचा की माझं एक पुस्तक आहे, माझे 10 पुस्तकं आहेत. मग पब्लिक स्टेजवरून एक प्रायव्हेट प्लेसमध्ये बसून भाषांतर करण्याची जी चॅलेंज आहे, ते फार मोठं आहे. म्हणजे अनुवाद करणं सोपं आहे स्टेजवर, परंतु तुम्ही एका ठिकाणी बसून पब्लिक तुमची पर्सनॅलिटी आहे पिपल ओरिएंटेड म्हणजे तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट आहात आणि ट्रान्सलेटर जो असतो तो इंट्रोव्हर्ट होतो एका ठिकाणी डेस्कवर बसून काम करतो. तर दोन हजार चौदा पासून मी तो पण अनुभव घेतला. मग अमेरिकेतल्या खूप लेखकांची अन् माझी भेट झाली आणि मग मी त्यांच्या पुस्तकांचं भाषांतर करू लागलो तर माझं एक्स्ट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्ट या दोन्हीही लाईफस्टाईल माझे डेव्हलप झाले.
हो, हो. अरे वाह! अरे बापरे! हं, हं. हं, हं. अच्छा. हो. बरोबर आहे. हो, हो. हो, हो. अच्छा. हं, हं. अरे वाह! खूप छान म्हणजे
ते करायला मला अवघड झालं पण इंट्रोव्हर्ट होण्यासाठी त्रास होतो माणसाला.
हां, म्हणजे अचानक बाहेरचा व्यक्ती येऊन मध्ये येऊन अ, भाषण करणं म्हणजे लोकांसमोर भाषण करणं आणि पुस्तकीय भाषण करणं याच्यामध्ये म्हणजे भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार त्रास झाला. परंतु मग नंतर तुम्ही ते म्हणजे क आणि त्याच्यातून मग कसं-कसं वाढत गेलं? आणि क किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले किंवा किती पुस्तकं तुम्ही ट्रान्सलेट केलीत आतापर्यंत बरं त्याच्याविषयी काही सांगू शकता का?
हं. हं. बापरे! आतापर्यंत बघा त्या दिवशी 1999 मध्ये जी अचानक संधी मिळाली त्यामुळं आतापर्यंत मी, 300-350 स्टडी मॅन्युअल्स, पुस्तकं, हजारो लेक्चर्स असं खूप सारं ट्रान्सलेट केलंय आणि माझं इन्कम सोर्सच ते झालंय.
हं, हं. हो.

नाही, नाही. तसला काही प्रश्न पडला नाही आणि त्यांनी केलं मग त्याने लगेच अ, मला दिलं सेशन आणि जे सेशन सुरू झालं तर डायरेक्ट 2.5 दिवसानंतरच संपलं. <chuckles>
हं, हं. हां, हां. अच्छा. अरे, बापरे! म्हणजे 2.5 दिवस तुम्ही भाषण करत होते समजा.
हां, अशी 2.5 दिवस सगळे सेशन मीच घेतले.
अरे बाप रे! भारी झालं हे.
हा माझा 99 चा पहिला अनुभव. त्यामुळं त्या शहरातील सगळे लोकं मला ओळखायला लागले. अ, तो जो व्यक्ती भाषांतर करत होता मराठी, तो व्यक्ती सध्या अमेरिकामध्ये सेटल झालेला आहे आणि त्याच्या कुटुंबा तेव्हा तो अविवाहित होता, मी अविवाहित होतो आणि त्या गोष्टीमुळं मला कॉन्फिडन्स तयार झाला, की माझं लाईफमध्ये मी बोलू शकतो स्टेजवर आणि मग 2.5 दिवसानंतर काय झालं, की तो जो व्यक्ती होता, चेन्नईमधून आलेला, त्याचं नाव चार्ल्स. तो व्यक्ती मला आजपर्यंत पुन्हा कधीच भेटलेला नाहीये.
अच्छा. अच्छा. हो. हां, हां. हं, हं. हो. अच्छा. म्हणजे त्यावेळेपासून आतापर्यंत त्याचा कॉन्टॅक्टच नाही.
काहीच कॉन्टॅक्ट नाही त्या माणसाचा. मी त्याला खूप शोधतोय, टकला होतो तो. <laughs> टकला होता पूर्ण. <laughs> त्याचा चेहरा मला आठवतो, चार्ल्स आणि चार्ल्सनी मग अ, काय केलं माहिती आहे का? शेवटच्या दिवशी, शेवटच्या दिवशी त्याने मला ₹500 दिले.
अच्छा-अच्छा. <laughs> अच्छा, अच्छा. हो. अरे बापरे! म्हणजे बक्षीस म्हणून पाचशे रुपये दिले.
नाइन्टी नाईन मध्ये 500 ची नोट, न एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये ₹500 ची नोट, 17 वर्षाच्या मुलाला थोडं 5 आजचे 5,000 हो, असू शकतात. तो परंतु खूप चांगला आहेस आणि खूप आवडलं आणि माझी इच्छा आहे, की तू माझ्या संस्थेला जॉइन करावं.
मग? म्हणजे पाच हजार हो. <laughs> हां, हां. अच्छा, भाषांतरकार म्हणून का?
हं, मी तुला हो, नाही मी तुला तू ज्या जिल्ह्यातून आला त्या जिल्ह्याचा मी तुला कोऑर्डिनेटर बनवतो. हां, तर म्हणजे बघा, तो ज्या संस्थेचा प्रतिनिधी होता तो इथे आला, त्याने मला पाहिलं त्याने माझ्यातलं ते परिवर्तन ओळखलं, की ज्याने कधीच भाषांतर नाही केलं, त्याला संधी मिळाली. 2.5 दिवस त्याने भाषांतर केलं इंग्रजीवर याचं प्रभुत्व आहे, ह्याला विषय समजतात. मी ह्या व्यक्तीला जॉब देऊ इच्छितो आणि तो मला म्हटला, "मी तुला तुझ्या जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर बनवतो ह्या संस्थेचा. हां, प्रतिनिधी बनवतो आणि तुला काम कर." झालं 99
अच्छा. अच्छा. पण माझे शिक्ष हो. बरोबर. हो. प्रतिनिधी करतो. अरे बापरे! खूपच भारी. हं, हं. अच्छा. हं, हं.
ते एक आहे. म्हणजे कसं परिवर्तन ते एका भाषांतरासाठी मी गेलो
हो.
तो विदेशातला होता.
बरोबर.

होता भारतीयच, तो विदेशाच्या संस्थेसाठी करायचा. आणि त्याने काय केलं माझं तर ऐकलं आणि मला एका दिवशी भाषांतरी केल दुसऱ्या गावी घेऊन गेला आणि तिथे
हं. अच्छा
हो, रुपीजची पल्सर गाडी गिफ्ट दिली.
हां, हां.
म्हणजे
कोणती पल्सर गाडी, त्यावेळेस?
यावेळेस, म्हणजे यु-जी-3 त्या त्या बाईकचं तेव्हा नाव यु-जी-3 असं एक मॉडेल होतं, असं नवीन लॉन्च झाली होती आणि ती नाही का ती अशी अ, त्रिकोणी आकाराची 1st पल्सर जी होती ना यु-जी-3, म्हणजे 180 सीसी. हां, म्हणजे नॉर्मल पीसी नॉर्मल पल्सर ती गोल अ, ह्याची होती गोल अ, हेडलाइट होता बघा, लाल रंगाची हं, आणि ही जी पल्सर होती, ही त्या त्रिकोणी आता जी पल्सर सध्या मार्केटमध्ये चालतं त्याचं ते 1st व्हर्जन होतं. त्या माणसाने मला पैसा काहीच दिला नाही, पण डायरेक्ट 72,000 ची गाडी हातामध्ये गिफ्ट मला दि 2007.
हं, हं. हो, हो. हं, हं हो, हो. अच्छा. हो, हो. बरोबर, बरोबर, बरोबर, बरोबर. हो. अच्छा. पहा.
मग माझं भाषांतर गिफ्ट वाढत-वाढत 2011 ला मी एका अमेरिकन माणसाचं भाषांतर केलं. लाईव्ह ट्रान्सलेशन. तो मला म्हटला म्हणे, "मी आतापर्यंत जवळपास 36 देशांमध्ये फिरून आलोय, परंतु तुझ्यासारखा वेल ड्रेस्ड आणि तुझ्यासारखा साध्या आणि सोप्या भाषेत लोकांशी कनेक्ट होणारा भाषांतरकार फ्लो मला सापडला नाही." दोन हजार अकरा ला मला तो भेटला, 2012 ला त्या माणसाने मला अमेरिकेचं आमंत्रण दिलं, अमेरिकेत येण्याचं. मग मी अमे हां. <chuckles> म्हणजे बघा 99 ला मी वाक्य ऐकली. <chuckles> हृदयात धड-धड होत होतं, त्यावर मी मात केली आणि माझ्यातला जो फ्लो होता लँग्वेजचा, त्या फ्लोमुळे मी 2012, 2020 या 8 वर्षात 26 वेळेस त्या माणसाच्या घरी अमेरिकेला आलो.
अच्छा. हो. हो. बरोबर. अच्छा. डायरेक्टली या म्हणून, तुम्ही अमेरिकेला. अच्छा. हो. <chuckles> अच्छा. अच्छा आणि ह्या सगळ्या गोष्टी ईझी झाल्यात का? नेमकं हं. हं, हं.
सगळं ईझी म्हणजे मी तुम्हाला सांगतो केवळ बोलण्यामुळं आणि जिथे-जिथे मी बोलतो जाऊन, व स्टेजवरून त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या झाले, म्हणजे आज भारतातले कित्येक शहर असतील, जिथे माझे मित्र आहेत.
हो, हो. हो, हो. हो, हो.
हां. तर असं ही अचानक मिळालेली संधी हं.
तर म्हणजे, हा तुमच्या जीवनामध्ये अच्छा. तर हे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे भाषांतरकाराची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये एक वळण ठरलं. आणि अशा-अशा प्रकारे तुम्ही भाषांतरकार झालेत मग आता म्हणजे सक्सेसफुल तुम्ही आता भाषांतरकार झाले होते का त्यावेळेस, समजा तुम्हाला असं वाटलं.
हं.